हां.
खूप मस्त अ, अनुभव राहिला माझा. <chuckles>
नक आणि एक मला विचारायचं जसं तुम्ही आता सांगितलं, की तुमच्या मित्राने अ, तुम्हाला मदत केली. तर हे जे असे लग्नाचे कार्यक्रम किंवा हे असतात. त्यात मित्रांची अ, साथ ही कितपत अ, महत्वाची वाटते हो तुम्हाला? किंवा मित्र असले, की ते एक धमाल म्हणा मस्ती म्हणा किंवा एक मदत, तर अशा कार्यक्रमात अ, ते कितपत अ, साथ अ, तुम्हाला असं वाटते, की हा पाहिजे?
हो. खूप. त्याच्याशिवाय मला वाटतं कार्यक्रमाला शोभाच नाही ना, कारण काय आहे? नातेवाईक जरी असले तरी नातेवाईकांचा एक दृष्टिकोन कसा असतो ना, की ठीक आहे आपले जे खूप क्लोज रिलेटिव्ह आहेत, ते तर कार्यात मग्न असतात आपल्याला. सगळेच कार्यामध्ये मदत करत असतात. आणि जे थोडे डिस्टंट असतात, त्यांचं थोडंसं अ, म्हणजे ऑब्झर्वेशन्स चाललेले असतात किंवा मग कंपॅरिझन चाललेलं असतं. तर थोडंसं नातेवाईकांचं कसं असतं ना, की एवढं म बॉन्डिंग जे आहे ना, ते असतं. पण म्हणजे त्यांचं एक जजमेंट अ, देण्याचं पण एक कुठेतरी चालेलं असतं डोक्यामध्ये मित्रांचं तसं नसतं.
हां, हां, हां. <laughs> हां. हो, हो, हो. हां, म्हणजे अ, असं नाही, तसं पाहिजे होतं. हां, जेवण असं नाही तसं पाहिजे होतं. <chuckles>
पाहिजे हं, अस हां, हां चांगलं होतं आणि आमचं चांगलं होतं. तर ते असं चाललेलं असतं.
हं, हं, हं.
तर मित्रांचं कसं असत ना, की मित्र म झोकवून देतात म्हणजे माझ्या लग्नामध्ये मला आठवतंय, की माझे मित्र म्हणजे भावाचे मित्र होते ते. आणि ते मग ते नंतर आम्हीच जास्तच क्लोज झालो. तर ते सकाळी 8:00 वाजल्यापासून जे माझ्याबरोबर होते ना, ते संध्याकाळी मी परत घरी माप ओलांडेपर्यंत म्हणजे रात्री 6:00 एक वाजल्या आम्हाला घरी यायला. तिथंपर्यंत ते बरोबर होते. मग अशी मित्र अ, असल्याशिवाय ला कार्यक्रमाला शोभा नाही आणि एक गमतीचा प्रसंग पण आहे, आला होता
हं. हं. हं. अरे. हं. अरे वाह! नाह नाही, खरच अ, अच्छा.
हां. तर अ, एक आलेला.
अ, ते नक्कीच मला ऐकायला आवडेल, ते काय गमतीशीर प्रसंग होता?
<chuckles> तर त्याच्यामध्ये काय आहे ना, आपल्याकडे एक पद्धत आहे ना, आता म्हणजे ते अ, पिक्चर आला होता. कोणता तो? अ मला वाटतं सलमान खान आणि माधुरी दीक्षित "हम आपके है कोन". हां. तर त्याच्यामध्ये ते बूट वगैरे चोरतात.
हम आपके हैं कोन? हां, ते शूज चोरी करतात. <chuckles>
हां. तर ते आमच्याही लग्नात मग त्यांनी सांगितलं होतं माझ्या मेहुण्यांनी वगैरे, की "आता भाऊजी आम्ही तुमची बूट वगैरे चोरणार आहे." म्हणलं, "चोरूनच दाखवा तुम्ही." आणि त्यात नेमकं काय झाल होतं. आमचे काही मित्र होते. तुम्हाला सांगितलं ना, की भावाचे मित्र होते. तर ते एक्सपर्ट होते या खेळामध्ये. तर त्यांनी काय केलं, की माझं बूट असं लपवून ठेवला, <chuckles> की त्यांना तो सापडलाच नाही शेवटपर्यंत आणि अगदी ते एकदा त्यांना सापडला, तर त्यांनी काय केलं ना, एकदम आता त्या मुली आल्या, तर त्यांनी एकदम असं आत जो अ, हे घातला होता कुर्ता वगैरे, त्याच्या आतमध्ये पोटात घालून ठेवला. तर त्यांना काय त्यात हात लावता येईना. <chuckles> तर काहीच करता येईना. त्याच्यामुळं मग खूप असं ते नाराज झाले. आणि मग
हां. हं. हं, हं. हं. हं. अरे. <chuckles> हां. ओके. <chuckles> त्यांना म्हणजे तुमचा जी अ, शूज आहेत, त्यांच्या हाती काही लागलेच नाहीत तर.

हां, हां. म्हणजे कारण सगळे मित्र वगैरे येणार होते ना, तर मग असं वाटतं ना कुठेतरी, की बाबा आपलं जोडी छान दिसावी किंवा एक असं असतं ना, की बाबा आणि त्याचं काय होतं ना, ती जरा आमच्या गावची जरी असली तरी ती थोडं आउटस्कर्ट्समध्ये राहिला होते आणि मग त्याच्यामुळं काय होतं ना, की आणि अं, तिचे फोटो वगैरे आधीच बघायचो ना, तर मला थोडंसं इप्रेसिव्ह वाटत नसायचे ते आणि मला वाटायचं, की "अरे काय आता कसं होईल, काय होईल?" मग असं सगळं <chuckles> होतं. आणि म्हणजे मग ते आणि झोपेचं एक टेन्शन होतं, की झोप होईल का नाही मग मी काय केलं, अ, रा वहिनी वगैरे आल्या रां हातावरती हे काढायला. म्हटलं "तुम्ही हातावरती काढा मेहंदी," पण मी डोळ्याला पट्टी लावून घेतली आणि झोपीच गेलो. म्हणजे मी विचारच नाही केला काय म्हणलं, उद्या बघू काय असं ते झोपी गेलो, तर ते ते काढून टाकली हातावरती. दुसऱ्या दिवशी उठलो. सकाळी उठवलं आईने, तेव्हा उठलं, आवरलं वगैरे, अंघोळ केली आणि मग सगळं सुरू झालं. ते देवाला नमस्कार करणं, वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडणं.
हो, हो. अच्छा, हां, हां. हां. हं. अरे. <chuckles> ओके. हां. हं. हं. हं, हं. <chuckles> ओके आणि अ हं, हं. हं. हां, परत कार्यक्रम अ, सुरू झाले. अ, जेव्हा ही आपण एवढं मोठं अ, कार्यक्रम करत असतो ना अ, तर एक कुठेतरी आत मनातल्या मनात एक भीती पण असते, की हा कार्यक्रम फार चांगला पडेल की नाही पडणार, अ, तर ती जी भीती आहे ती तुमच्या मनात होती का? कसा पार पडेल? कारण ती पण एक अ, प्रत्येक अ, मनात, मना फक्त असं नाही की वर आणि वधू, पण घरातल्या प्रत्येक लोकांच्या मनात ती भीती असते, की हा कार्यक्रम चांगला पार पडला पाहिजे. तर ती भीती होती का तुमच्या मनात?
हो, हो. हो, हो. खरं आहे. हां, हां. हां. हो, हो. हो. चांगला फरक पडला पाहिजे. होती ना कारण काय माहिती आहे का, माझे अं, म्हणजे आई आणि वडील दोघंही त्या गावामध्ये म्हणजे जवळ-जवळ आम्ही 20-25 राहि वर्ष राहिल्यामुळं बराचसा संपर्क होता. आणि दुसरं गोष्ट काय होते, की लग्न अं, म्हणजे ऑड दिवशी होतं बुधवारी वगैरे होतं आणि बुधवारी होतं आणि मग आणि कार्यालय भरपूर मोठं होतं. म्हणजे भरपूर मोठं म्हणजे त्याच्यामध्ये 1,000 माणसंसुद्धा आरामात बसू शकतील, एवढं मोठं कार्यालय होतं. आणि मग अशा कार्यालयात मी आधी अटेंड केली होती लग्न, की त्याच कार्यालयात आणि नेमकं काय व्हायचं ना, जर लोकं कमी असली तर ते कार्यालयाला शोभा येत नव्हती कारण ते छोटं दिसायचं. म्हणजे एकदम कुठेतरी छोटा कार्यक्रम चाललाय आणि एवढं मोठं कार्यालय घेतल्यावरती कसं ऑड वाटायचं मला ते एक होतं कुठेतरी. आणि मग बाकी व्यवस्थित होईल का? किंवा विधी वगैरे तर ते असं थोडंसं होतं विधीचं मला एवढं नव्हतं. पण म्हणजे मला एक गर्दी व्यवस्थित यावी, जास्तीत जास्त लोकं यावीत आणि जोडी चांगली दिसावी, हे थोडंसं होतं मनात कुठं.
हं. हां. हं. ओके, हां. अरे बापरे! हं. हां. हो, हो. हो. हं, हं. हं, हं. हं. हं. हं. <chuckles> अच्छा आणि अं, ह्या ज्या पूर्ण अ, लग्नाच्या सोहळ्यात असं काही घडलं का, की तुम्ही काय एक प्लॅन करा कारण मोस्टली छोट्या-मोठ्या आपण किती जरी तयारी केली, तर छोट्या-मोठ्या गोष्टी राहत असतात, मिस होतात. अ, आणि काहीतरी चुकतच. तर असं तुमच्या बरोबर काही झालंय का? की करायचं होतं पण राहिलं आणि एन मोमेंटला तुम्हाला कोणीतरी आठवण करून दिली, "अरे, हे केलं की नाही?" <chuckles> हं.
हां, हां. हं. हं. बरोबर आहे. <chuckles> हां, हां. हां.